आजकाल बघा ना हो आता तंत्रज्ञान आलंय, जग इतकं पुढे गेलंय, असं म्हणतात. पण तरी असं आपल्या आयुष्यात नाही का एखादं पुस्तक कुठलीतरी एक कादंबरी, कुठलं तरी एक गाणं आहे जे कायम आपल्या आठवणीत राहतं. तर तुमची अशी कुठली सुंदर एखादी आठवण असाल का तुम्ही जपून ठेवलेली अशी सांगू शकाल ह्याच्याबद्दल?
नक्कीच-नक्कीच. अ, गाणी तर आवडतातच आवडतात पण काही पुस्तकं आहेत ती म्हणजे अ, माझ्या अ, जीवनाला अशी अ, काय वळण देणारी, दिशा देणारी किंवा ध्येय अ, देणारी ती काही पुस्तकं आहेत खास. तर ती म्हणजे मी विसरू शकत नाही इतक्या अ, जवळची पुस्तकं आहेत आणि अ
दिशा दिली आहे त्यांनी. हो. एखादा छान उदाहरण देता का हो तुम्ही? एखाद छान पुस्तक तुम्ही वाचलंय, त्याचं उदाहरण देऊ शकता का?
अ, हां नक्कीच अ, म न नेपोलियन बोनापार्ट नावाचे एक लेखक आहेत. त्यांचं होतं पुस्तक अ, कदाचित तुम्हाला माहिती असेल. विचार करा आणि श्रीमंत व्हा. त्या पुस्तकाचं टायटल होतं.
हो. अरे वाह!
हां. विचार करा आणि श्रीमंत व्हा. म्हटलं, "असं कसं शक्य आहे?" <scoffs> माणूस नुसता विचार करायचा आणि श्रीमंत होईल असं शक्य आहे का? तर शक्य नाही. तर सगळे श्रीमंत होतील ना. पण ते अ, त्यांना असं म्हणायचं होतं खरं तर, की तुम्ही जसं विचार कराल. तसं तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही जसे विचार कराल, तुम्ही जर विचार केला, की मी आजारी आहे, मी आजारी, मी आजारी आहे, मी आजारी आहे. तर तुम्ही आजारीच होणार. आणि तुम्ही जर असा विचार केला, की मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, श्रीमंत. मग तसे विचार यायला लागतात. आपली तशी पावलं उचलायला लागतात. आपण तशा क्रिया करायला लागतो, तशा ॲक्शन्स घ्यायला लागतो. आणि मग आपण श्रीमंत आहोत. इतकं साधं त्यांचं
सगळेच श्रीमंत होतील ना? <laughs> हो. हो. हो. कर्म करणं म्हणजे खूप गरजेचं आहे.
हां. तर त्याचं जे सुरुवात होती. ती विचार करणे हे एक होती. ते एक मला पुस्तक आवडायचं. अशी बरीच पुस्तकं आहेत. त्यातलं एक तुम्हाला उदाहरण सांगितलं.
अरे वाह! हो. ते कधी वाचलं होतं तुम्ही म्हणजे शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना किंवा नोकरी चालू केल्यावर. कधी वाचलं होतं हे पुस्तक तुम्ही?
ते अ, मी कॉलेजमध्ये असताना वाचलेलं होतं ते. आमच्या कॉलेजचीच लायब्ररी होती. त्यामध्ये अ, अशी पुस्तकंही असायची जी मोटिव्हेट करणारी असायची किंवा मग अ, छान-छान कादंबऱ्यापण असायच्या त्यामध्ये. अ, तर त्यामधलं हे एक पुस्तक होतं. अ
हो. हो, हो, हो. तर आता हे बघा ना, छान म्हणजे कॉलेजमध्ये आपण नाही का, यशस्वी कसं व्हावं? करियर कसं बनवावं आपलं? असं मत असतं. लहानपणी तुम्ही काय वाचलं होतं का ओ? म्हणजे लहानपणी आपण निरागस असतो. नाही का साधे असतो आपण. तर असं अगदी कॉमिक वगैरे असं काही वाचलं एखादं असं कॉमिक किंवा पुस्तक.
हो, हो. हो. हो, हो, हो, हो. आ, हो. हं. मग-मग. खूप, खूप, खूपच वाचलं आहे. तर अगदी माझे वडील ब बाकीचा खाऊ मला कदाचित कं त्याला पैसे देत नव्हते. पण मी जर त्यांना म्हटलं, की मला पुस्तक हवंय. तर वडील हमखास द्यायचे. मग तेव्हा, दर महिन्याला माझ्याकडे चांदोबा यायचा आणि दर 15 दिवसानंतर चंपक नावाचा आणि लोटपोट नावाचा असे हे 3 पुस्तकं तर फिक्स होते माझे. म्हणजे हां म महिन्याभरात ती एक तेव्हा 2 किंवा ₹3 रुपयात ते 3ही पुस्तकं यायची. तर अ, ती मी घ्यायचोच घ्यायचो ती आणि वडीलही अ, फार आनंदाने मला ते आणून द्यायचे, की मुलगा वाचतोय हं, वाचतोय आणि आणि सुट्टीचे जेव्हा दिवस असायचे. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी लागायची. तेव्हा अ, दिवाळीत तर तसं वाचनाचा योग फार कमी यायचा. कारण दिवाळी अंकच आलेली असायची. त्यामुळे तो योग कमी होता. म्हणजे चांदोबाचा दिवाळी अंक असायचा, चंपकचा दिवाळी अंक, लोटपोटचा दिवाळी अंक, असं होतंय. पण उन्हाळ्यात मग बाकीची इतर पुस्तकं होती. मला एक अ, पुस्तक आठवतं उपनिषेदातील अ, गोष्टी असायच्या. शंकरराव देव लेखक होते एक त्यांचं ते पुस्तक होतं. मला ते आठवतं. त्यानंतर मग अ, सेंट्रल प्रकाशन नावाची एक संस्था होती. त्यांची खूप पुस्तकं असायची. त्यामध्ये
अरे वाह! हो, हो, हो. हो, हो, हो. फिक्स होती. वाचनाचं म्हणजे. हो, हो. हं. हो ना. नक्कीच. हो. अरे वाह! हो, हो, हो. तर आता हे बघा ना हे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायचे ना लहानपणी म्हणा किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असतानाही म्हणा, तेव्हा काय तुमच्यात म्हणजे वाचन करतांना तुम्हाला वाचनाची आवड आहे हे तर मला दिसून येतंय. पण असं काय तुमच्यात म्हणजे काय बदल व्हायचा? वाचताना कसयं आपलं मन प्रसन्न होतं, आपल्याला असं वाटतं नाही का कोणीही आपल्याला डिस्टर्ब करू नये, त्रास देऊ नये. काय म्हणजे तुम्हाला वाटायचं? कसं थोडं वर्णन कराल का त्या प्रसंगाबद्दल?
हां, हां, हां. हं, हं. हो, हो, हो. नक्की, नक्की. अ, लहानपणी जेव्हा पुस्तक वाचायचो ना, तेव्हा तर फक्त अ, म मनोरंजनाची तेव्हा इतकी साधनं नव्हती. जसं आता मुलगा छोटा रडायला लागला, की अं, आई-वडील गे मोबाईल घेतात. त्याच्या हातात देतात. धर काय करायचं तू कर. तर तसं नव्हतं. तर तेव्हा पुस्तक, अ, रेडिओ किंवा ज्यांच्याकडे टीव्ही असेल टीव्ही. असे ते साधनं असायचे. पण तेही लिमिटेड होते आणि अ, कार्यक्रमपण फार लिमिटेड होते. म्हणून तेही खूप चालत नव्हते. तर पुस्तक हे असं होतं, की तुम्ही केव्हाही उघडून ते वाचू शकत होता. दिवस, रात्र, सकाळ, संध्याकाळ कधीही तुम्ही वाचू शकत होते ते म्हणजे तर मग पुस्तक म्हणजे तेव्हा मनोरंजन होतं लहानपणी. आणि मग नंतर मग जेव्हा कॉलेज वगैरेमध्ये गेलो. तेव्हा मग मोटिव्हेशन हवं किंवा मग एक आपले हार्मोन्स चेंज होत असतात. त्यामुळे ते एक अ, अं, परलिंगाचा आपल्याला आहां! चव बदलते. आपल्याला परलिंगाचं आ, आकर्षण व्हायला लागतं. मग तेव्हा कादंबऱ्या वगैरे हे आपण वाचायला सुरुवात करतो आणि मी करतो. पण त्यातल्या त्यात ते मोटिव्हेशनची जी पुस्तकं होती. मनोरंजनाची जागा मोटिव्हेशन पुस्तकांनी घेतली तेव्हा. आणि अ, ते पुस्तक वाचताना इतकं मोटिव्हेट व्हायला व्हायचं, की आजच्या आज आपण राष्ट्रपती झालो पाहिजे. इतका असं इतका जोश भरायचं ते. पण हां. तर
हो. लगेच, लगेच. हो. देवी. काही होत नव्हते. हो. नक्कीच. हं. चव बदलते ना आपली. वाचण्याची चव ही बदलते. हो. नक्कीच. <laughs> नक्कीच. तर आता तुम्ही बघितलं ना तुम्ही म्हटला मला, की कॉलेजमध्ये तुम्हाला असं एक पुस्तक सापडलं होतं. विचार करा श्रीमंत व्हा. तर असं नक्की काय तुम्हाला एखादी ओळ किंवा अशी एखादी शिकवण त्या पुस्तकातली सांगता येईल का? की म्हणजे तुम्ही आजही तुम्हाला ती एक ओळ, एक शिकवण नेहमी अ, तुमच्या ध्यानात असते. असं काहीतरी सांगू शकाल तुम्ही?
हं. श्रीमंत व्हा. हं, हं. नक्की, नक्की. अ, आपल्याला जेही काही व्हायचं असतं, जेही आजपर्यंत शोध लागलेले आहेत. तर अ, ते त्याची सुरुवात एका विचाराने झालेली आहे. हे वाक्य मला त्यातलं फार आवडायचं. आणि हे खरंच आहे, की अ, मला आरामात कुठल्यातरी असं एक वाहन पाहिजे. त्याच्यावरती बसलो, की नुसते असे हवेत पाय जरी फिरवले, तरी मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो पाहिजे. हा विचार कुणाच्यातरी मनात आला असेल. म्हणून सायकलचा शोध लागला.
हो ना. हो ना. हो.
असं ते म्हणजे सुरुवात ते विचार. एखाद्याला असं वाटलं असेल, की आपण बसलेले आहोत. फक्त आपण एक स्विच ऑन केला, की लाईट लागला पाहिजे. तर हा विचार झाला होता, आधी. अ, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही एका फिरायला आम्ही गेलेलो होतो. एका अं, अशी टेकडीवजा अ, देवीचं अ, मंदिर आहे तिथे. तर अ, आम्ही तिथे गेलो होतो. बाईकवर गेलो होतो. मी आणि माझा मित्र. आजपासून एक 15 एक वर्षापूर्वी किंवा 20 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वीच असेल ते. तर आम्ही अ, चढ होता. तर अ, च चढून गेलो आणि जेव्हा उतरत होतो. तेव्हा आम्ही काय केलं, अ, गिअर शिफ्ट करून न्यूट्रलवर घेतली गाडी आणि ती खाली येत होतो आम्ही.
नक्कीच. सांगा की. हो, हो, हो. हो. धोकादायक असेल ना ओ?
तर त्याला त्याच्या आ, नाही, नाही, नाही. ब्रेक वगैरे होते. खूप जोरात नव्हतो आम्ही. जित जितकं वेगाने ती जाईल, तर तेही आम्ही कंट्रोल करत होतो. पण तेव्हा माझा मित्र त्याला मला मा असा म्हणाला होता, की "यार भविष्यात अशी गाडी यायला पाहिजे, की तिचा जो फायरिंगचा आवाज आहे ना तो नकोच."
होते ना? बरं. हो, हो, हो, हो. हो.
असं तेव्हा एक विचार आला होता आणि ह हल्ली आता ते ई-स्कूटर्स निघाले त्यांना आवाज नाही बघा. हो, हो. ओला आणि काही ऑथर वगैरे नावाच्या ज्या काही अ, इलेक्ट्रिक बाईक्स आहेत त्या. त्या इलेक्ट्रिक बाइक्सला आवाज नाही. फायरिंगचा आवाज नाही. माझ्या मित्राने तेव्हा म्हणजे ही गोष्ट मला आता आठवली. "अरे, हा विचार होता ना? फायरिंगच नको गाडीला आणि ते झालं. स्वप्नात आलं. अ, सत्यात उतरली ती गोष्ट." म्हणजे आपण एक विचार करतो, तो बोलून दाखवतो, तो त्याचा ॲक्शन घेतो आणि ते तयार होतो. ह्याच स्टेप होत्या. मी फक्त उदाहरण देऊन सांगितलं त्या पुस्तकातल्या ह्याच स्टेप होत्या. विचार करा, अ, ते बोलून दाखवा, त्याच्यावरती अ, क्रिया करा आणि हां. आणि मग ती गोष्ट घडते. तर त्याच स्टेप होत्या.
हो. ओलाचे वगैरे ना? हो, हो, हो. हो, हो, हो. हो, हो, हो. <laughs> नक्की. नक्कीच. कर्म करू नंतर. हो. नक्कीच.
आणि
तर आता हे बघा ना, आता वाचनाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही इतकी पुस्तकं वाचली आहेत. तुम्ही बघत असाल की बऱ्याच लोकांना पुस वाचायची आवडच नसते. कोणाकडून घेतात लोकं पुस्तक म्हणजे असं त्यांना वाटतं. एक पान वाचून ती लोकं पुस्तक ठेवून देतात. तर अशा लोकांना काय तुम्ही सांगू इच्छिता नाही का, की वाचनाची आवड त्यांना काय फायदे होतील कारण काही लोक म्हणतात की आमचा वेळच वाया जाईल नाही का? चार पाच तास एक पुस्तक घेऊन. तर काय सांगू इच्छिता तुम्ही त्यांना?
हो, हो. हां. हां, हां, हां. हां. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. अ, अ, त्या लोकांनी आहे ना त्यांच्या अ, आवडीचा विषय जो असेल ना, त्या विषयाची पुस्तकापासून सुरुवात करावी मला असं वाटतं. इंटरेस्टचा विषय असेल ना तर माणूस अ, हा विचार करत नाही की माझे 5 तास वाया जातील. म्हणजे एखादा खरंच माणूस अ, म मला पैसे कमवायचे, मला पैसे कमवायचे अशा जर विचारांचा जर असेल तर पैसे कसे सोप्या मार्गाने कमवावे. पैशांचे 101 प्रकार पैसे कमवण्याचे, या पुस्तकापासून त्याने सुरुवात करावी मला असं वाटतं. जे जेणेकरून त्याला तो इंटरेस्ट येईल. माझ्या अरे, माझ्या काहीतरी फायद्याचं आहे हे, असं म्हणून तो वाचायला सुरुवात करेल आणि ते एकदा वाचल्यानंतर त्याला त्याचं नॉलेज येईल आणि त्या अ, ते पुस्तक वाचल्यानंतर आपोआप असे 4-5 पॉइंट असे असतात की ते रेफर करतात इतर पुस्तकांना आणि मग ते दुसरे आपण दुसरं पुस्तक वाचेल, तिसरं पुस्तक वाचेल असं मला वाटतं यामध्ये.
हो. नक्कीच. हो. नक्कीच, नक्कीच. नक्कीच. तर आता हे बघा ना, आपण लोकांबद्दल बोललो, पण आपण आजकालची लहान पिढी जेव्हा बघतो त्यांना तर वाचनाची अजिबात आवड नसते. त्यांना करमणूक म्हणजे फोन, करमणूक म्हणजे टीव्हीवर कार्टून किंवा टॅब किंवा लॅपटॉप हेच सगळं झालंय. तर आपण आजकालच्या मुलांना काय, काय म्हणजे पालकांनी आता तुमचे वडील नाही का तुम्हाला हमखास घेऊन द्यायचे हो पुस्तक. तर आजकालच्या पालकांनी काय वेगळं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
नाही, नाही. बरोबर, बरोबर. हो, हो, हो, हो. हो, हो, हो, हो, हो. जेव्हा एक लहान मुलगा रडतो आणि तुम्ही ते मोबाईल त्याच्या हातात देतात, ते आधी बंद केलं पाहिजे. <clears throat> खरं तर मला असं वाटतं तुमचं पालकांचं जेव्हा अ, काम असेल अ, मोबाईलचं, तेव्हाच त्या मुलांसमोर त्यांनी वापरला, वापरायला हवा. नाहीतर 24 तास तो एक तर घरातला मोठा स्क्रीन चालू असतो म्हणजे टीव्ही किंवा तुम्ही मोबाईलमध्ये तरी असतात. तुम्ही त्या लहान मुलांना वेळच देत नाही ना किंवा अ, तुम्ही माझे एक मित्र आहेत, त्यांच्या घरी टीव्ही नाही अ, दोघांकडे मोबाईल आहेत. त्या मुलीकडे पण मोबाईल आहे. त्यातली एक मुलगी 11वीला जाते. अ, तर तिच्याकडे म्हणजे ते शाळेचा अभ्यासक्रम वगैरे किंवा काय त्यांचे क्लासेसचा टायमिंग वगैरे त्यासाठी मोबाईल आहे. पण त्यांच्या घरी टीव्ही नसल्या कारणाने ते संध्याकाळचा वेळ खरोखर वाचनासाठी देतात सर.
हो. हो. नक्कीच. अरे वा! अरे वाह! किती सुंदर.
वाचन करतात ते लोकं.
अरे वाह, वाह, वाह!
ते अ, स्वतः लेखक आहेत, ते माझे मित्र, ते लेखक आहेत. तर ते घरी त्यांच्या संस्कृती अशी आहे की ते सगळेजण संध्याकाळी जेव्हा येतात, अ, सोबत बसतात, तर वाचतात ते. वेगवेगळी पुस्तकं म्हणजे कुठलीही असतील ते कादंबरी अस अगदी वर्तमानपत्र सुद्धा वाचतात ते. त्यातले लेख, आग्रलेख वगैरे असतात ते वाचतात आणि अ, छान त्यांचं मनोरंजन पण होतं. त्याच्या ज्ञानात पण भरती होते. आणि ते मोबाईल बघून आहे ना, आपली मेमरी अशी शॉर्ट मेमरी होऊन जाते. आपल्याला फार अ, काळ लक्षात राहत नाही.
हं. नाही, खूपच छान आहे. नक्कीच. लक्षात नाही राहत. बरोबर आहे.
पुस्तक वाचलं की आपल्याला असं अ, म्हणजे मला लहानपणी वाचलेले चंपक किंवा चा चांदोबातल्या गोष्टी आजही माझ्या लक्षात आहेत.
हो, हो वर्षोनोवर्ष राहतात, नाही का आपल्या मनात.
वर्षानुवर्ष. म्हणजे सिंहासन बत्तीसी असूद्या, ब अ, वेताळ पंचवीसी असूद्या किंवा पराक्रमी टार्जन असू द्या, हातीमाताई असू द्या, गुलबकवली असू द्या, ही लहा लहानपणी वाचलेली पुस्तक आहे सर मी. मला ते अजूनही आठवतात. आणि मी मोठे झाल्यानंतर मग ययाती असेल, छावा असेल अशी अनेक पुस्तक आहेत, ती वाचलेली आहेत. मृत्युंजय असेल, फार म्हणजे
हो, हो, हो. हो ना. नक्कीच. नक्कीच. तर आता बघा ना, आता आता लोकं आता तुम्हाला वाचनाची एवढी आवड आहे. तुमची आवड बघून, जेव्हा तुम्हाला लोकं सल्ला विचारतात, की काहीतरी सुचवा मला चांगलं काय वाचावं. तेव्हा तुम्ही कसं सां सुचवाल एखादं पुस्तक, म्हणजे अशा वेळेला आपल्याला आवडतं असं सुचवाल? की समोरचा म्हणजे नाही का कसल्या परिस्थितीत आहे, की त्याला काय आवडत याचा विचार कराल तुम्ही?
हं, हं. हं, हं. हं. नक्कीच सर मी अ, आधी याचाच विचार करेल, की ह्या माणसाची आवड नेमकी काय आहे? आणि त्याला आता यावेळी कुठल्या अ, विषयाची गरज आहे?
हो.
कुठला विषय याला अ, यांनी वाचला, की याचं अ, या समस्येतून बाहेर पडेल किंवा अ, वाचनाची आवड होईल. या दोघींपैकीच एक असेल. तर मी आधी तो विचार करेल याची आवड काय आहे? याला काय नेमकं आवडतंय. त्याला जर सि अ, सिनेमातलं काही <coughs> आवडत असेल. हां. एखादा सिनेमाबद्दल काय आवडत असेल तर मी त्याला सांगेल, की मग तू अ, चार्ली चॅप्लिनचा 'हसरे दुःख' नावाचं जे पुस्तक आहे अ, ते तू वाच, असं मी त्याला सांगेन. अ, अ, मग किंवा दादा कोंडकेच 'एकटा जीव' नावाचा आहे ते पुस्तक ते वाच. असं म्हणजे तो जर चित्रपटातला आहे. तर अ, मग त्याला मी हे पुस्तक देईल. एखादा जर इंजिनिअरचा असेल, आवड असेल तर. किंवा एखादा इंजिनिअर वगैरे अ, त्या सॉर्ट ऑफ असेल, तर 'एक होता कार्व्हर' त्याला वाचायला देईल. मी असं तो त्या आवडीप्रमाणे सांगेन मी त्याला सुचवेन. नक्की.
हो. हो, हो, हो. नक आवडीचं. हो. हो ना. हो. नक्कीच. ते वाच. बरोबर. त्यांची जी आवड आहे त्यानुसार. हो. तर अगदी नक्कीच. हो. तर आता हे बघा ना आपण पुस्तकं वाचतो. आपण गाणी ऐकतो. कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यावर एक खूप खोल प्रभाव पडतो त्याचा. आयुष्यभर या आठवणी आपल्या सोबत राहतात. तुम्ही खूप छान बोललात. खूप छान उदाहरणं दिलीत तुमच्या आयुष्यामधली या गोष्टींवर आणि तुमच्या वेळेसाठी खूप, खूप आभार हो तुमचे. तुमचे खूप धन्यवाद.
अ, तुमचेही सर खूप, खूप धन्यवाद आणि खरंच माझी स्वतःचीच एक रिव्हिजन झाली, की मी लहानपणी कुठली पुस्तकं वाचायचो आणि काय, काय, काय, काय घडत गेलं. असं अपसूक असं बोलता बोलता त्या सगळ्या आठवत गेल्या त्या गोष्टी पुस्तकांची नावं वगैरे म्हणजे होती कुठे तरी मेमरीमध्ये. ते असे शॉर्ट रील सारखं नाही झालं, की पट बघितले आणि विसरून गेलो. असं नाही आहे. चला अ, <chuckles> परमेश्वराला आभार मानतो मी आणि तुमचेही आभार मानतो. अ, पुन्हा भेटूयात. पुन्हा गप्पा मारूयात. खूप, खूप धन्यवाद सर.
हो ना. नक्कीच, नक्कीच. हो. नक्कीच. धन्यवाद.